अ, नाही कटाची आमटी शक्यतो अ, जर्मनचीजी भांडी असतात ना त्यात करू नये. कारण आपण चिंच घालतो ना.
अच्छा. बरोबर.
तर त्यांची रिएक्शन होते एल्युमिनियम आणि अ, ह्याची अ, चिंचेची. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये करू नये एवढंच. बाकी स्टीलमध्ये पितळेतही नाही करू कारण त्यांची ही रिएक्शन होते. स्टील किंवा नॉन स्टिक पैकी काही चालू शक
बरोबर. बरोबर. हं, हं, हं. ओके. पण कलई केलेलं भांडं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा नाही करता येत? म्हणजे तांब्या पितळ्याची भांडीजी कलई करतो आपण.
हां. त्यात चालेल. त्यात चालेल.
हं. पण म्हणजे असं काही त्याला सांस्कृतिक संदर्भ आहे का? की बाबा ह्याच भांड्यात हे करायचं असा कोणता पदार्थ आहे का एखादा?
अ, नाही म्हणजे तसं तर म्हणजे आठवत नाही आहे मला आता कदा
ओके. नो प्रॉब्लेम. काहीच प्रॉब्लेम नाही आहे.
मग मी पाहिलाही नाही आहे. अ, कसा किंवा असा पार्टिक्युलर कोणत्या म्हणजे तो डोसा अ, किंवा घावण बघा ना अशा त्या पार्टिक्युलर तव्यावरच घालतात.
हां, हां, हां. हं. बरोबर. हां, हां. घावणाचा तवा, बिडाचा तवा. बरोबर. बरोबर. हां.
बिडा बिडाचा तवा म्हणतो आपण त्याला. हां, तो अ, तसं ह्या पदार्थांमध्ये काही नाही आहे, म्हणजे आपण भांडी कोणतीही वापरू शकतो.
अच्छा. बरोबर. फक्त जर्मनची जी भांडी तुम्ही म्हणाल ती वापरायला अव्हॉइड करायचं, की जेणेकरून त्याचं आंबट सायट्रिक अ सिट्रिक एसिड बरोबरचा जो कॉम्बि कॉम्बिनेशन आहे ते अव्हॉइड करायचं. पण आता ह्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणतात तुम्ही अजून एक अ, हे म्हणाला होतात, अ, शेंगुळे. तर हा जो खाद्य पदार्थ आहे, तर ह्याला पण ह्याला काही सांस्कृतिक असं टच आहे का, की हा पदार्थ अशा प्रत्स संस्कृतीमध्ये आमच्या का आला वगैरे? असं काही माहिती आहे का ह्याच्या
पण इथे एवढंच आहे, की हां. अव्हॉइड. अगदी बरोबर. ते थोडंसं आपण अव्हॉइड करू हां. हो. शेंगुळे. हो. हं.

अच्छा.
म्हणजे अ, शेती करणं असेल म्हणा किंवा अ, कुठेतरी अशी श्रमाची कामं करणं असेल म्हणा. त्यामुळे अ, शेंगुळे शेंगुळे खरंतर कुळथ्याचे असतात. जे इन्स्टंट ग्लुकोज रिलीज करतात आपल्या बॉडीत. हो. तर अ, अ, खूप शक्ती देतात. म्हणजे आता त्याच्यात नाव नावातच आहे हॉर्स ग्राम. तर
बरोबर. हां, हां, हां, हां. अच्छा! हॉर्स ग्रामचे. ओके. हो, हो, हो. हॉर्स ग्राम, बरोबर. नावातच आहे ते. बरोबर.
हां. तर घोड्याची शक्ती मिळते <chuckles> हयाने. त्यामुळे
मिळते. हां, म्हणजे जे कष्टकरी आहेत. त्यांच्यासाठी हे फार हो, उपयुक्त अन्न आहे. बरोबर, बरोबर.
हां. कष्टकरी वर्गाचं अन्न आहे हे थोडक्यात. हं, हं, तर म्हणून अ, बघा, आपल्या अ, कोकणातसुद्धा या कुळथाचं पिठलं केलं जातं, कारण तिथेही भाताची शेती आणि अ, अस असे बरेच शेतकरी असतात किंवा त्यांची कामंचं ही असतात की अ, सोलाची बिंड काढायची, ती सोलायची, मग अ, का ओले काजू काढून ते काजू या सगळ्याला भयंकर मेहनत लागते. मग काळी मिरी तिथे पिकते कोकणात. मग त्या काळे काळी मिरी काढणं इज अ ह्यूज टास्क. तर अ, ही सगळी खूप श्रमाची कामं आहेत. म्हणून अ, कोकणाच्या ठिकाणी कुळथाचं पिठलं केलं जातं आणि देशावरच्या ठिकाणी कुळथाचे शेंगुळे केले जातात. आपण वरण फळ खातो ना
हो, हो. नक्कीच. हं. आ मेहनत लागते. बरोबर आहे, बरोबर आहे. हं, हां, हां, हां. अच्छा. बरोबर. हो, हो. अच्छा.